बघा ना, आजची लाईफ ही इतकी बिझी होऊन गेलेली आहे, घरात आल्यानंतर आपल्याला असं वाटतं, इकडं पडू का, तिकडं पडू? आणि भूक लागते ती वेगळीच. मग असा कोणता तुम्हाला खूप कठीण दिवस आले, तुम्ही खूप बिझी झाला. आणि तुम्ही घरी आले आणि तुम्हाला एखादं पदार्थ आहाहा! असं तुमच्या पा तोंडाला चव देतं. असं कोणता पदार्थ आहे का?
अ, हो. नक्कीच, मला असा एक पदार्थ आहे. आत्ताच मला तोंडाला पाणी आल्यासारखं वाटतंय, की अ, मला जे आहे ना, माझी आई उडदाचं वरण करते मसाल्यामध्ये. आणि त्यासोबत अ, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मग पापडाची चटणी किंवा मग अ, शेंगदाण्याची चटणी आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीच्या भाकरी. आणि मग भात मला फार आवडते ही गोष्ट.
<laughs> अरे, बापरे! वाह! महाराष्ट्रीयन थाळीच जणू तुम्ही माझ्यासमोर ठेवली आहे आता असं मला वाटतंय. खूप छान, खूप छान पदार्थ आहे. मग नेमका हा पदार्थ तुम्हाला कधी सांत्वन देतो, असं तुम्हाला वाटू लागला? काही आठवण आहे का?
हो, नक्कीच. हो, आठवण अ, अशी आहे की अ, मी शिक्षणा शिक्षणानिमित्त मी बाहेर गावाला शिकायला होतो. आणि काय होतं ना आपण नवीन-नवीन जेव्हा बाहेर गावाला जातो ना, आपल्याला कसं घरात चांगली खायची सवय असते सगळं काही. आणि त्यावेळेस मी कसं आहे ना, बाहेर मला तर अजू मला अजूनही असं आहे, की मी बाहेर कुणाच्या घरी जेवायला गेलो ना, मी थोडंसं जेवतो मानसन्मान ठेवण्यासाठी पण मला घरी येऊन परत मी जेव्हा जेवत नाही जोपर्यंत जेवत नाही ना, घरचं जेवण तो पण माझं पोट नाही, भरत झोप नाही येतं मला. तसंच झालं. हो, हो मला तसंच झालेलं, मी गेलो शिक्षणासाठी पहिल्या वेळेस बाहेर.
हं, हं. हां. अरे, बापरे! मग तिथं कसं केलं, हो तुम्ही?
आणि फार अडचणीत मग तिथं काय मेस शिवाय काही ऑप्शन नव्हते. त्यावेळेस हॉटेल्सचे जे हॉटेल्स, हॉटेल्स नव्हत्या तेवढ्या होतात पण आपल्याला ते परवडण्यासारखं नव्हतं. आणि वेळ त्याच्यानंतर बऱ्याच काही बंधनं होते. की एवढं अ, एवढ्या वाजेपर्यंत आपल्याला कसं तर वेळ पाहिजे ना, की तेवढ्या वेळात भेटला पाहिजे डब्बा भेटला पाहिजे.
हं, हं. बरोबर. बरोबर, हो.
तर मी ते मेसचं जेवण खाऊन, खाऊन एवढा असा कंटाळलेलो अक्षरशः आणि मग अचानक काय झालं ना, अचानक आमच्या येथे अ, कॉलेज अ, मध्ये काहीतरी इव्हेंट आला आणि त्या इव्हेंट निमित्त आम्हाला काय झालं, 3-4 दिवसांच्या सुट्ट्या भेटल्या आणि मी न सांगता असंच
हां.
तिकडनं घरी यायला निघालो. घरी काहीच सांगितलं नाही आणि येताना मला प्रवासात फार त्रास झाला. म्हणजे मला काय आहे ना ड्रॉप जर्नी करून याव लागली 3 ठिकाणी. मला डायरेक्ट हां, लास्ट मोमेंटला निघला निघाल्यावर म्हटल्यावर ते गाडी नाही भेटली डायरेक्टली. तर मी पण ठाम होतो, म्हटलं नाही जायचं तर जायचंच म्हणलं आता 3-4 दिवस तर जायचंय.
अरे, बापरे! हं, हं.
आणि मग मी घरी आलो. एवढ्या 4-5 महिन्यांच्या ड्युरेशननंतर आणि मग घरात जसं पहिला पाय ठेवला तर घरच्यांनी बघितले, खूश झाले. आणि मग मी फक्त माझ्या आईकडं बघितलं, की काय खायचं? मग
हो, हो. <chuckles>
तिला मग कळलं तसं पण तरी तिने विचारलं, की "काय खाणार बाबा काय करू आज संध्याकाळसाठी?" मग मी तिला सांगितलं, "काही नाही उडदाचं वरण कर म्हणलं मसाल्यामध्ये छान, तुझ्या हातचं गरमागरम भाकरी कर म्हणलं आणि काही चटणी-चुटणी तर असतीच आपल्या घरामध्ये 12 महिने काही ना काही."
हो, हो. नक्कीच, नक्कीच. हो. आईचं हातचं जेवण.
आणि मग हं. तिनं मग ते पटापट करायला सुरुवात झा केली. मग तिनं ते वाढून आणलं. आणि जेवायला सुरुवात केली.
अरे, वाह! म्हणजे त्या पदार्थ नेमकं त्या पदा पदार्थामध्ये नेमकी अशी काय गोष्ट होती जी तुम्हाला दिलासा देत होती? त्याची चव, वास, की तो घरचा अनुभव थोडं असं सांगा ना मला?
हांआ. अ, नक्कीच. कारण की काय आहे ना सर्वात अगोदर तर आईचं प्रेम.
हं, हं.
कारण की जो जेव्हा मी तो पहिला घास घातला खाल्ला ना, तेव्हाच डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झालं. अ, ...घरचं जेवण काय असतं? ते कळलं त्यावेळेस. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा माझी आई स्वयंपाक करते ना, ती काय करते ना शक्यतो आपले जे आता जे मिक्सर-विक्सर्स आहे ना, ते नाही वापरत. ती हां, ती पाट्यावरचं मसाला काढायला प्रिफर करते थोडंसं, हातात म्हणजे हां, पाट्यावरचं आणि ते काय आहे आता, म्हणजे सगळी जी प्रोसेस आहे ती बरेच काही प्रोसेस ती स्वतःच करते. त्याच्यामुळं
बाप रे! ओ, हो. पाट्यावरचं? पाट्यावरचं म्हणजे नेमकं काय आहे हो, कसं राहतं ते?
पाट, अ, तसं सांगायला गेलं, तर आपण जे मिक्सर वापरतो ना सध्याच्या घडीला, पूर्वी कसं होतं ना, पूर्वी मिक्सर्स नव्हते. तर ते काय असायचं ना, दगडाचा अ, एक दगडाचा तुकडा असायचा, सपाट. सपाट तुकडा असायचा आणि त्याला काय केलेलं असतं ना, त्याला ते लोखंडयाच्या छन्नीनं त्याला असे अ,
हां. हो, ओ.
खाचे मारलेले असतात त्या दगडाला, की जेणेकरून जेणेकरून तुम्ही जो कच्चा मसाल्याचा जो कच्चा मसाला जो आहे तो वाटायला जेव्हा घेतात, तर एक वरती एक दगड असतो, वरवंटा म्हणतात त्याला त्यानं तो वरवंटा त्याच्यावर मागेपुढं, मागेपुढं फिरवायचा. ग्राइंड करायचा त्याला आपल्या हाताने, वेळ लागतो त्याला फार.
अच्छा. हां, हां. हां, हां, हां. अच्छा, म्हणजे जे मिक्सर होतं आता जे वापरताय मिक्सर ते पहिले पाटा तुम्ही जे सांगतात ते होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीही पिसायचो. म्हणजे मिक्स करायचो का, असे अ, कोथिंबीर म्हणा किंवा आलं वगैरे?
हो. आपण अ, हो, कोथिंबीर हां, कोथिंबीर, आलं, लसण, मिरच्या.
हां. अच्छा. हो, हो, हो.
खोबरं ज खोबरं भाजलेलं खोबरं म्हणा, भाजलेला कांदा, तर ह्या प्रकारे ती मसाला बनवते ना आणि मग जेव्हा तो मसाला तेलात सोडला जातो ना, त्याच्या एवढा सुगंध पसरतो, की आजूबाजूच्या 4-5 घरांना माहिती पडून जाते, की "बाबा आज यांच्या घरी"
हं, हं. काहीतरी मस्त. <laughs>
"काहीतरी चांगलं बनलंय." आणि आपला पदार्थ बनान बनायच्या अगोदर आजूबाजूच्या घरातून त्यांच्या भाज्या, काही ना काही पदार्थ यायला सुरुवात होऊन जाते.
म्हणजे.
म्हणजे कसं आहे ना, आता ते डायरेक्ट कशी येऊन बोलणार, की "काय बनवताय बाबा, तुम्ही आज आम्हालाही थोडंसं द्या." म्हणजे मग काहीतरी ते घेऊन येतात. मग आपल्यालाही कसं आपल्याकडे ती परंपरा आहे ना, की खाली वाटी जाऊ द्यायची नाही, खाली प्लेट जाऊ द्यायची नाही. काय करतात, ते बाबा "आज मी हे बनवते." "अरे, वा! अरे, फार छान बनवता तुम्ही," असं तसं. हां, आता आईलाही माहिती आहे, की नेहमी बनवताना ती नेहमी शिल्लकच बनवते, कारण की आजूबाजू 2-4 घरी द्यायचं असतं म्हणून.
हो. <laughs> नक्कीच, नक्कीच. हो, हो. बरोबर. हो.
तर ते एक आहे, की बाबा. तो जो पदार्थ जेव्हा घरात बनतो ना, की म्हणजे आजही असं आहे, की बरेच काही पदार्थ आहे ना आईची, की अशी जेव्हा ती सुरुवात करते ना, प्रोसेस करते ना, आपण बाहेरून आलो ना, तर आपण घरात जसं एंट्री करतो ना, तर तेव्हाच कळून जातं, की "अरे वाह! आज तू हे बनवतीये का? मला सांगायचंच होतं, की बनव फार दिवस झाले म्हणून."
<chuckles> त्या पदार्थांमध्ये नेमकं तुम्हाला मग आवडतं काय? त्याची चव आवडते, त्याचा वास आवडतो, आईच्या हातची जी ती चव आवडते का तुम्हाला असं?
आईच्या अ, जे क आईच्या हाताची जी चव आहे ना, कारण की ती एवढ्या प्रामाणिकपणे आणि एवढं प्रेमळ पद्धतीने करते ना, की जेणेकरून काय आहे ना, ते पूर्ण जी प्रोसेस तिची जी असते ना, ती एकदम मन लावून करते आणि ती खरंच.
हो.
आपल्याला एवढं ती जेव्हा बनवते, मी सांगितलं ना तुम्हाला. बनवते तेव्हाच अक्षरशः घरामध्ये तो सुगंध पसरायला सुरुवात होते. तेव्हाच वाटतं, की नाही काहीतरी ती एवढं विशिष्ट बनवते आणि काहीतरी चांगलं बनवते आणि सगळं असं मन लावून बनवते ती न चुकता तिचे कधीच प्रमाणही.
नक्कीच, हो.
तिचे कधी प्रमाणही कमी-जास्त होत नाही. मीठ म्हणा, की असं कधी नाही झालं मला, की मीठ जास्त झालं तिच्याकडनं कधी काय झालं. एकदम व्यवस्थित पद्धती म्हणा आणि तिला तो बनवताना होताना त्रासही कळतो आपल्याला, पण तिला त्याच्यात समाधान वाटतं, की नाही बाबा माझ्या मुलांसाठी बनवते मी. त्यांना आवडतना त्यांना, ठीक बऱ्याच वेळा असं ती जेवतसुद्धा नाही. तिचे उपवास चालू असतात बऱ्याच वेळा, पण ती आपल्यासाठी ती मेहनत बन मेहनत घेते खरं म्हणलं तर.
हंम्म. खरंच ना, खरंच. अरे, बापरे! हं, हं. खरंच ना, म्हणजे बघा ना, आपण अ, कुठं बाहेर जातोय काही कठीण दिवस आपण काढले बाहेर जसं तुम्ही सांगितलं हॉस्टेलमध्ये आणि अचानक यायचं, आईनं त्यांना एकदम सरप्राईज म्हणून असं द्यायचं त्यांना आणि आईचा हातचा तो पदार्थ त्याच्यामध्ये किती सांत्वन आपल्याला भेटतं, म्हणजे किती छान वाटतं मन प्रसन्न सारखं असं होऊन जातं ना आणि असं वाटतं का हां, हाच खरा तो पदार्थ होता, ज्याला मी तिथं विसरत होतो, ज्याला मी त्याला सांगत होतो का मला पाहिजे. खूप छान आणि मग हा पदार्थ तुम्ही कधी बनवलाय का घरामध्ये? तुम्ही कधी ट्राय म्हणजे केलंय?
अ, ट्राय मी केला बराच वेळा, पण ते नाही सक्सेस होत. कारण, की एक तर पै सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट म्हणजे ते भाकरी जी आहे ना, त्या भाकरी बनवण्याची विशिष्ट पद्धत आहे, ती माझ्या वाईफला बी येत नाही. माझी आई शिकून-शिकून थकून गेली. मी मी त्याच्यानंतर मी सरेंडर केलं. मीही हात वरती केलेलं "बाबा, तू सगळं कर म्हणलं, ते एकच समाधान आहे म्हणलं मला भाकरीचं, ते माझ्या आईच्या हातचं खाऊ दे म्हणलं. तुला जमणारच नाही म्हणलं ते. तू प्रयत्नही करू नको आणि ना तू तिचा वेळ वाया घाल, ना तिला परेशान कर म्हटलं आईला, ना मला टेन्शन दे म्हणलं." तर ते काय आहे तिच्या हातची भाकरी तशी नाहीच बनत. तिचं काय कॅल्क्युलेशन आहे काय माहिती आणि वरण ते जे सांगितलं ना, मी उडदाचं जे मसाल्याचं वरण जे आहे, आता नॉर्मली तुम्ही कुठे जा हॉटेल हॉटेल्सला, ह्या डिश नाही पाहिले. उडदाचं वरण भेटतं, मसाल्याचं उडदाचं वरण.
हं, हं. <laughs> हं, <chuckles> अरे, वा! हो ना. हो, हो. नाही. हो ना, हो ना, खरंच म्हणजे त्या
ही एक वेगळी पद्धत आहे. तर मग ते नाही भेटत. बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला हो पण नाहीच होत, नाही सक्सेस होत ते. अ, बरं आहे मी तिची मदत घेतली, की "बाबा, तू उभा रहा, तू सांग सगळं, तुझ्या पद्धतीने करतो." ना काहीच नाही येत ते, नाहीच येत ती चवच नाही येत. बहुतेक काय कमी आहे काय माहिती.
जमतंच नाही. हो ना. असते कोणाकोणाला प्रयत्न करूनही ती चव, आईच्या हातची चवच वेगळी राहते. आणि कितीही प्रयत्न केले तरी कोणाकोणाला येत नाही. आता बघा ना, तुम्हालाही जमलं नाही ते. तर त्याला लागणाऱ्या अचा अ, अशा कोणत्या अशा छोट्या रीती-रिवाजांचा, म्हणजे काही रिमाइंडर नाही का अर्थ आहे का? उदाहरणार्थ बघा ना, आईचा हात किंवा एखादा वेगळा तडका त्या पदार्थाला, किंवा एखादा चम्मच अ, त्याच्यामध्ये अ, म्हणतात ना, मीठ वगैरे असं काहीतरी स्वादानुसार राहतं.
हं, हं. बरोबर.
तसं झालंय का?
अ. हो. तसं हो तसं होतंच. आता मला जे आहे ना, की मी जेव्हा पण बनवतो ना, तर मला कसं आहे मी ते चमच्याच्या भरोशावर असतो नेहमी, की आता आपण चहासुद्धा बनवायची. तर मला माहीत आहे की आता चहा बनवताना काय करायचं की अ, बाबा, 2 छोटे चम्मच आपल्याला पत्ती टाकायची. आणि 2च मोठे चमचे आपल्याला साखर टाकायची तर हे प्रमाण आपलं ठरलेलं असतं. आणि मीठाचं कसं असतं मी 1च छोटा स्पून मीठ टाकत असतो कधी, पण आईच्या बाबतीत कसं आहे ना, तिचं कॅल्क्युलेशन सगळं बोटांवर आहे.
हां, हां. अरे, वाह!
हो, ती सगळं हातानीच करते. ती ती चम्मच-वम्मच नाही वापरत मसाले टाकताना म्हणा, मीठ टाकताना म्हणा. आणि त्याच्यानंतर तिच्या हाताचं म्हणजे एवढं परफेक्ट झालेलं आहे ना, की तिला बरोबर कळतं, की 4 जण जेवायला 4 जणांना भाकरीसाठी भाकरीमध्ये एक महत्त्वाचा पदार्थ आहे, की भाकरीमध्ये मिठ कमीही चालत नाही आणि थोडं जास्तही चालत नाही. त्याचं ॲक्चुअल कॅल्क्युलेशन असलं तरच ती भाकर जी आहे ना तुम्हाला, खायला चवदार लागते.
हो का. अरे, बापरे! म्हणजे तुमची आई पूर्ण हाताचाच खेळ. पूर्ण हाताचं माप मेजर म्हणून जे पण टाकायचं आहे, ते एकदम आपल्या मनानुसार, जसं हाताचं माप राहतं. आपल्याला तर चम्मचणीच येतं बाबा, पण आईचा हात तो हात.
हं. हो, तिचा हात, हात तर हातच असतो. आणि त्याच्यानंतर, ते जे तुम्हाला जसं सांगितलं मी, ती तिचे मसाले जे कच्चा मसाला जे आहे, ती स्वतःच्या हातानच वापरते. ती काही अशी रेडीमेड अ, मसाले शक्यतो वापरतच नाही ती. तसं बघायला गेलं तर. आणि त्याच्यामध्ये टेस्ट टेस्टिंग प ते टेस्टिंग अ, पावडर असते. आणि जी लाल मिरची जी वापरतो ना आम्ही, आजही घरामध्ये, ती प्रॉपर लाल मिरची गावाकडनं आणलेली असते. तिला वाळवलेली असते प्रॉपर. तरी आम्ही तिला दोनदा, तीनदा उन्हाळ्यामध्ये वाप वा वाळवतो. आणि वर्षभराची मिरची आम्ही ते उन्हाळ्यामध्ये स्वतः जाऊन दळून आणतो आम्ही. कारण की, जे बाहेरून जी लाल मिरची आता येते रेडीमेड आता, तिला काय आहे ना, तिला ते कलर येण्यासाठी काहीतरी केमिकल-वेमिकल त्याच्यामध्ये असतोच प्रमाण. तर ते बघा ना, हॉटेल्समध्ये कसा तो कलर येतो. भाज्यांना लाल दिसती एकदम.
अरे, वाह! खूप छान. हं, हं. हो. हो. हो. म्हणजे घरची मिरची, म्हणजे सगळे मसाले वगैरे पण राहिले. आणि त्याला अ, तडका वगैरे त्या पदार्थाला द्यायचाय, तर म्हणजे तुमचं घरचं सगळं असतं नाही का, खरंच खूप छान.
हो मसाले, मसाले घरचेच आहे की बाहेरचे मसाले ते शक्यतो टाळती वापरत. आहेत तसे आम्ही वापरतोच सध्याला आम्हाला काही गरज असते ना. पण ती शक्यतो बाहेरच्या मसाल्यांवर नाही अवलंबून. तिला तिचा हातानं केलेलाच मसाला आवडतो. ती एक गोष्ट आहे आणि सगळ्यात
हो, हो. किती छान. मग पदार्थ पण छान लागतात ना, हो त्याच्यानी व्यवस्थित लागतात.
हं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं. तिचं काय आहे तिचं ते कॅल्क्युलेशन म्हणा आणि तिचं ते जेवण बनवण्याचं एक प्रेम म्हणा. की जेणेकरून सगळं काही चांगलं वाटतं आणि सुरळीत होतं.
खरंच ना. त्या पदार्थामध्ये पूर्ण प्रेमच ओतते जसं आई. असं वाटत नाही का? म मग असं सांगा, मग आयुष्य बदलल्यानंतर. किंवा आपले वेगवेगळे मूड राहता. मग तेव्हा तुमच्या कम्फर्ट फूड बदलते का? कारण आपले मुडावर पण असतं आज काय खायचंय, उद्या काय खायचंय. कुठं बाहेर गेल्यावरती तेव्हा कम्फर्ट फूड पण राहतात ते बदलता, आज हे खायचं? हो, हो.
हो. शंभर टक्के एकदम बरोबर. हो नक्कीच हो, नक्कीच बदलतं कारण की सगळ्यात अगोदर मला कसं आहे. अ, आम्ही व्हेज आहेत, मी नॉनव्हेज आवडतं मला खायला. तर मी शक्यतो बाहेर गेल्यावर नॉनव्हेज कडं माझा प्रिफरन्स जास्त असतो, की नॉनव्हेज खायचं म्हणून.
हं. हं.
आणि त्याच्यानंतर <chuckles> घरात पण असं कधी-कधी होतं, की बऱ्याच वेळा अ, मी बराच अ, अ, बराच वेळ एकट अ, एकटा सु सुद्धा समजा. कामानिमित्त कामानिमित्त बाहेर गेल्यावर, म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी तिथं मी काय, तिथं अ फ्लॅट आहे अ‍ॅक्चुअली. तर मग तिथं काय, तिथं कुकिंग मी करत असतो. तर मग त्यावेळेस काय होतं ना, त्यावेळेस मग मी प्रिफरन्स देतो फक्त की नाही का, अ, भात व भात, वरण किंवा मग खिचडी. कारण की खिचडी कशी सोपी आहे बनवायला, एकदम आले की पटकन बनून जाते ती. खिचडीचा प्रिफरन्स असतो, की जेव्हा स्वतःला बनवायचं असतं, तेव्हा आपण शॉर्टकट शोधतो आणि कमी मेहनत कमी मेहनत शोधतो. तर त्यावेळेस मग मी खिचडी, असं प्रिफरन्स असतं माझं. आणि जेव्हा फॅमिलीसोबत असतो, तर मग फॅमिलीसोबत असताना बाहेर जेवायला काय, साधं-सुधंच आपण व्हेजमध्येच जेवतो सगळे. मग त्यावेळेस आमचं पनीर-वनीर, थोडंसं काही फॉर अ चेंज म्हणून मुलांना, अशा गोष्टी आम्ही असं कम्फर्ट बदलतो.
हां. हो, हो. हं, हं. हं, हं. हां. <laughs> हो. हो. नक्कीच. म्हणजे जसं मूड मूड राहत तसे आपले अ, अन्न पण चेंज होतात नाही का. बरोबर, मग आता आमच्या लोकांना असं जे तुम्हाला काही सांगायचं असेल नाही का? अ, समाजाला, हा पदार्थ सोप्पा कसा बनवायचा तर एखादी छोटीशी रेसिपी द्याल का एखादी टिप द्याल?
हो. हो, नक्कीच मला टिप द्यायला आवडलं. आता खिचडीमध्ये मी एवढ्या वेळ खिचडी बनवली तर मला त्याचा एक रेफरन्स आला, की खिचडी बनवताना काय करायचं ना, कधी कधी खिचडीमध्ये मसाले टाकू नका. आणि जी अ, जे तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 छोट्या हिरव्या मिरच्या त्या तुम्ही कुटून घ्या
हां, हां.
आणि त्याच्यानंतर अ, जे हे तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर तुम्ही जसा कांदा परतायला घेतला, त्यावेळेस तुम्ही जे खडा मसाला वापरता. तेजपत्ता, अ, दालचिनी हे टाका. त्याच्यानंतर तो मसाला टाका आणि फक्त हळद, जिरे, मोहरी टाका आणि ती खिचडी खाऊन बघा ते पुलावसारखी खिचडी होती. एवढी टेस्टी लागते ती, फारच सुंदर.
अरे, वाह! खरंच खूप छान. नक्कीच ही टिप अ, मी पण ट्राय करेल कधी. आणि जे तुमचे कठीण दिवस आहे. त्याच्यामध्ये तू तुमच्या आईचा पदार्थ जो तुम्हाला सांत्वन देतो. खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली आणि नक्कीच मी तुमच्याशी पुन्हा बोलेल. आपण नक्की बोलूया. धन्यवाद.
तुमचेही फार धन्यवाद. नक्कीच भेटूया.